हो ना, म्हणजे काय ना की माझी लहान मुलगी आहे ना, ती आहे 4 वर्षाची आणि तिला मला काही त्रास नाही होत उठवायला. म्हणजे तिला फक्त डोक्यावर अलगद हात फिरवला ना मी की तिला कळतं की मम्मा आलीये मला उठवायला. आता झालं, सकाळ झाली, आता मी उठायच, तर ती पटकन उठते आणि "मम्मा" असं म्हणून माझ्या मिठी मारते मला.
हं. हो. हां. <laughs> किती छान! हं.
पण माझा मुलगा आहे ना तो आहे तिच्यापेक्षा थोडा मोठा त्याला उठवायला मला अर्धा तास लागतो.
हां. हां. बापरे! हो, हेच अवघड.
त्याला तर म्हणजे सकाळ म्हणजे नकोच, तो म्हणतो, "मला झोपू दे आणि माझी झोप पूर्ण झाल्यावर मी स्वतःहून उठीन, तू नाही उठवायचं मला." पण काय आहे ना की शाळा असते सकाळची त्यांची, म्हणून त्यांना उठवायला लागत. आता शनिवार, रविवार असलं की त्या मस्त झोपतात. तो तर 10:00 वाजेपर्यंत झोपतो.
हां. आई गं! हां. <chuckles> हो, हो ना. हो ना. हो. हो, हो.
पण बाकीचे सगळे आम्ही उठून जातो सकाळी-सकाळी लवकर.
हं, वा छान! मग अ, घरात अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्या सवयीमुळे अ, हे, मग ते तुम्ही असाल किंवा तुमचे मिस्टर, असे त्यांच्या अ, मूडवरती पूर्ण सकाळच अ, डिपेंडेंट असते? किंवा तशा पद्धतीनं तो दिवस पुढे अवलंबून असतो, असं घरात कोण आहे, ज्यांचा मूड सगळं ठरवतो?
मी <chuckles> माझा मूड आहे.
<laughs> अर्थातच तुम्हीच असणार. <chuckles> कर्त्या बाईचा मुडच हो, हो, हो, हो.
<chuckles> कारण काय आहे ना की घरचे जे अ, जर का माझी आई किंवा आजी असती, तर मी त्यांचं नाव घेतलं असतं. पण इथे आम्ही चौघेच आहोत तर माझा जसा मूड असेल ना जर मी खुश आहे, मस्त छान, छान मूड आहे माझा, तर मग बाकी सगळे पण खुश असतात. कारण मग मी खूप प्रेमाने सगळ्यांना उठवते, प्रेमाने त्यांचे चहा-नाश्ता बनवते. पण एखाद्या दिवशी जर मी खूप दमलेली थकलेली असते, कधी-कधी होतं ना आपली तब्येत नाही बरी असत. तर मग तेव्हा मग सगळ्यांनाच अशी चिंता वाटते की "अरे बाबा! मम्माला काय झालं?" आणि माझ्या मिस्टर पण विचारता "अरे बाबा! तुला काय झालं? म्हणजे तू आज माझा डब्बा नाही करणार का? मला छान-छान खाऊ नाही मिळणार, मला ऑफिसचं जेवायला लागणार?"
<chuckles> अगदी, अगदी. हं. <chuckles> हां. किती छान. हो, हो, हो. होय. हो. हो, हो. कधी-कधी. बरोबर. <chuckles> हो <laughs> अरे बाप रे! <chuckles>
तर मग त्यांचाही मूड खराब होतो मग तेव्हा ते म्हणतात "अरे! कशाला? का तुला असं झालंय?"
हो. अगदीच, अगदीच. म्हणजे हो. घरातल्या तुम्ही महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांच्या मूडवरती डिपेंड असतं की सगळ्यांचा पुढचा दिवस कसा जाणार आहे. मग अ, हा जो मूड आहे तो छान ठेवण्यासाठी तुम्ही अ, काय करता? म्हणजे रेडिओवरची गाणी किंवा काय तुमच्या अशा छान सवयी आहेत, ज्याच्यामुळे तुमचा मूड अगदी सुंदर राहतो आणि बाकीच्यांचाही दिवस चांगला जातो. असं तुम्ही काय-काय करता सकाळी?
हो ना. हां.